तर आता आपण जो काही आता अ समकालीन समाज वगैरे पाहतोय, तर त्या समाजात आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे पाहतो की त्या आता आपल्या आयुष्याला रोजच्या जीवनात प्रभावित करतात. तर त्यातलाच एक घटक म्हणता येईल की सोशल मीडिया. तर सोशल मीडिया तुमच्या रोजच्या आयुष्यात कशा पद्धतीने तुम्हाला प्रभावित करते?
खूपच जास्त कारण मला असं वाटतं, की सोशल मीडिया शिवाय आपण अ, जगलो तर आपण वेगळ्या ग्रहावर राहतोय असं आपल्याला वाटू शकतं. त्यामुळे अ, सोशल मीडिया हा एक आपला अ, अविभाज्य घटक झाला आहे.
<chuckles> खरं आहे की. हो. मग तेच आता कसं आहे पण अ, सोशल मीडियाचे फायदे पण आहेत तोटे पण आहेत. पण आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, की सोशल मीडियावर बरेच उम्म मुलं असतील, मुले असतील किंवा लोक जे आपआपले पोस्ट वगैरे टाकतात. तर तुम्हाला कधी असं वाटत नाही, की बाबा अरे, हे स्वतःच्या आयुष्याशी तुलना करताना, की बाबा अरे, ह्यांची जिंदगी किती छान आहे किंवा ते पोस्ट वगैरे टाकलेले आहेत ह्या पाहून काही अशा गोष्टी?
हो, हो. नक्कीच तुलना ही अगदी नैसर्गिक आहे आणि मला असं वाटतं, की ह्या जगात जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत ते त्या तुलनेमुळेच चालू आहेत. तिथूनच सगळं तेच मूळ आहे सगळ्या अ, आपल्या आयुष्यातल्या अ, त्रासांचं आणि तुलना करणं एकमेकांशी ही खूपच साहजिक आणि, स्वाभाविक गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि ती माझ्याकडूनही केली जाते मी एवढं बोलतोय तरी कारण कुठं ना कुठेतरी आपण ह्या जगात कोणत्या रँकवर येतो हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. आणि त्यासाठी आपण स्वतःला मार्क देण्यासाठी कुठं ना कुठेतरी ती तुलना करतोच.
हां, हं. खरं आहे की. पण मग काय? होय. हां. बरोबर आहे की. हो, मग अशी तरी तुम्ही कोणत्या क्षेत्रात तुलना करता म्हणजे तुमची बाबा एखाद्याची लाईफस्टाईल असेल किंवा बाबा एखाद्याचं घर, बंगला किंवा त्याची फॅशन असेल. म्हणजे अशा कोणत्या बाबतीत तुम्ही सोशल मीडियावर स्वतःची तुलना मोठ्या प्रमाणावर करू शकता?
खोटं नाही सांगणार, सगळ्याच बाबतीत <chuckles> कारण अ, असं होतं ना की आपण एखाद्याला बघतो, जो चांगले कपडे घालतोय आणि चांगल्या गाड्यांमध्ये फिरतोय, किंवा अशा काही चांगल्या गोष्टी खातोय. आता आपण सगळीकडेच जाऊन सगळंच काही खात नाही. एखाद्या मोठ्या किंवा महागड्या अ, हॉटेलमध्ये जाऊन आपण नाही खात कदाचित. पण आपण जेव्हा ते सोशल मीडियावर पाहतो, तेव्हा असं वाटतं की "अरे, मी तर इतक्या साध्या ठिकाणी जाऊन पाणीपुरी किंवा पिझ्झा खाल्ला पण मला त्याच्याकडे पाहून असं वाटतंय हे की नाही मला तिथेही जाऊन पिझ्झा खायचा आहे." त्यामुळे ही चूक आहे की बरोबर, हे माहिती नाही मला, पण ही तुलना नक्कीच सगळ्याच बाबतीत. इव्हन फॅशनच्या बाबतीत तुम्ही जे म्हणालात, की ती केली जातेच की ह्यानी ह्या-ह्या ब्रँडचे कपडे घातले आहेत. तर अ, एक तर ते ज्ञानही मिळतं आपल्याला, पण आपण तिकडे धावायलाही सुरुवात करतो, नक्कीच.
हां. होय. <chuckles> बरोबर आहे की. बरोबर आहे की. नक्कीच, नक्कीच. <chuckles> हो. <chuckles> हां. हां. बरोबर आहे की. हो. पण आता ही तुलना ज तुम्ही जी करताय ते तुम्ही आत्ता ज्या पद्धतीनं बोलला, तर त्या सगळ्या तर अ, म्हणजे नकारात्मक बाबीच माझ्या लक्षात आल्या. पण अशा काही सकारात्मक बाबी तुमच्या लक्षात आल्या नाहीत का? की बाबा तुलना केल्यामुळं बाबा, की "हां बाबा मी मला त्याच्यातून प्रेरणा मिळाली, की बाबा मला पण ह्या पद्धतीचं आयुष्य कर जगायचंय. मग त्यासाठी अजून कष्ट करता येईल वगैरे." अशा काही सकारात्मक गोष्टी नाहीत वाटल्या तुम्हाला सोशल मीडियावर तुलना करून स्वतःच्या आयुष्याबद्दल?
अर्थातच जसं मी म्हणालो की जगातले सगळे त्रास जे सुरू आहेत. ते तुलनेमुळेच सुरू झाले आहेत. पण हे जग जे चालू आहे, जी पृथ्वी गोल फिरती आहे अजूनही, ती मला असं वाटतं त्याच तुलनेमुळे ही, कारण कुठेतरी मला तुझ्यापुढे जायचं आहे, तुला माझ्यापुढे जाऊ द्यायचं नाही आहे. ही जी एक कुठेतरी स्पर्धा चालू आहे. ती सकारात्मकपणे करतो आहोत, म्हणून तर सगळ्या सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहे. तर जसं मी म्हणालो, की एखाद्याची फॅशन बघून मला एखादा ब्रँड समजतो किंवा मला एक अ, कपड्यांचं संयोजन किंवा कोणत्या रंगाबरोबर कोणत्या रंगाचे शर्ट आणि पॅन्ट घालायचं हे ज्ञानही मिळतं. नाही का? त्यामुळे अ, हे समजणं आणि आचरणात आणणं पण सकारात्मक पद्धतीने, हे जर आपण केलं, तर अ, आपण कुठल्या पद्धतीने करतो, त्यावर हे ठरतं, की हे सकारात्मक आहे का नकारात्मक आहे?
हां. बरोबर आहे की. हां. नक्कीच. हां. हां. बरोबर आहे की. हां. हां. बरोबर आहे की. पण आता ज्या पद्धतीनं आता आपण बोललो, की तर सकारात्मक बाजूसुद्धा पाहिल्या, नकारात्मक बाजूसुद्धा पाहिल्या. पण आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की दुसऱ्याचं आयुष्य बघून आपल्याला प्रेरणासुद्धा येते. पण ही प्रेरणेबरोबरच, आता एखाद्याचं आयुष्य एवढं चांगलं आहे आणि आपलं आयुष्य त्या तुलनेत जरा थोडं खालच्या थराचं आहे. हे बघून तुलना केल्यानंतर, कधी तणाव वगैरे मानसिक तणाव वगैरे जाणवतो का असा?
हो नक्कीच, कधी-कधी जर प्रेरणा घेतली तर जाणवू शकतो. पण जर अ, नाही उलटं खरं म्हणजे जर प्रेरणा घेतली तर नाही जाणवत. जर प्रभाव पडला एखाद्याचा तर जाणवू शकते की अ, हां, असा-असा करतोय. माझ्यापेक्षा मोठी गाडी आहे त्याच्याकडे, मा त्याचं घर किंवा त्याच्या घरातले रंग किंवा सगळं फर्निचर माझ्या घरापेक्षा थोडंसं चांगलं आहे. हे बघून जर मला त्या गोष्टीचा माझ्यावर प्रभाव पडला तर दुःख होतं. पण जर मी प्रेरणा घेतली की नाही मलाही थोडीशी जास्त मेहनत करावी लागेल किंवा अ, मेहनत अ, करो न करो, मेहनत सगळेच करतात असं मला वाटतं. पण जर मी थोडंसं चांगल्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बघितलं, तर मी माझ्या घरात जे काही आहे ते थोडंसं शिकून, नवीन गोष्टी शिकून, आचरणात आणून त्या गोष्टी अ, माझ्या आयुष्यातही ते छोटे-छोटे बदल करून स्वतःचं आयुष्य फुलवू नक्कीच शकतो. त्यामुळे प्रेरण ही चांगलीच आहे नक्कीच.
हां. <chuckles> हां. हां. हं. नक्कीच. हं. हां. बरोबर आहे की, हां. हां. हां. <chuckles> मग काय. मग काहीतरी तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी घटना म्हणजे की एखाद्या सोशल मीडियावर, तुम्ही एखाद्याबरोबर तुलना केल्यानंतर तुम्हाला, ह्या, ह्या गोष्टीतून बाबा प्रेरणा मिळाली असेल. आता उदाहरणार्थ आपलं बोलणं झालं की फॅशन. तर फॅशनमध्ये एखादी पद्धत तुम्ही पाहिली की सोशल मीडियावर की, अरे! हे मी पण करू शकतो, फार छान वाटते. किंवा त्याच्यामुळं तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काही डेव्हलपमेंट वगैरे झाली. फॅशन असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, की बाबा आता आपण हे पण बघतो, की सोशल मीडियावर काही लोक असे व्यायाम करतानाचे वगैरे जिममध्ये गेल्यानंतरचे व्हिडिओ टाकतात. डेली ब्लॉग्स वगैरे असतील त्या पद्धतीने. मग आता ह्या गोष्टी पाहिल्यानंतर, म्हणजे असं कोणत्या घटनेनं तुम्हाला जास्त प्रभावित केलं असेल? त्या उदाहरणार्थ मी तुम्हाला 2 उदाहरण सांगितली, की फॅशनच्या बाबतीत तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत तुम्ही जिम वगैरे करायला सुरुवात केली प्रेरणानं, अशी एखादी घटना तुमच्या आयुष्यात की जिने तुम्हाला प्रभावित केली, तुलना केल्यानंतर सोशल मीडियावर स्वतःच्या आयुष्याची?
हो. हो. हो, नक्कीच. मी प्रभावित केली असं नाही म्हणणार, पण प्रेरणा नक्कीच मला मिळाली आणि अ, एक तर फॅशन हे नक्कीच आहे. एक फॅशनचा जो एक अ, अर्थ किंवा सेन्स नव्हता माझ्यात, तो नक्कीच आला आणि कोणत्या अ, रंगांच संयोजन कसं करायचं हे मला नक्कीच कळलं. कारण आधी मी काहीही घालायचो आणि अ, त्याला जास्त महत्व द्यायचो नाही. पण जसं मला समजू लागलं की मी आरशात अरे बापरे! असा दिसतोय. तर तेव्हापासून मला कळलं की अच्छा थोडासा बदल केला, दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःसाठी जर मी तो बदल केला फॅशनमध्ये तर नक्कीच त्या गोष्टीचा लाभ मलाच होईल. दुसरं उदाहरण म्हणजे अ, तुम्ही जिम हे उदाहरण दिलत पण मी जिम मध्ये कधीच पाय ठेवला नाही आहे. पण अ, अ, मला असं वाटतं की अ, एक लाँग टर्ममध्ये जिम चे कुठेतरी दुष्परिणाम होतात आपल्या शरीरावरती असं मला वाटतं. पण हे ही मी इंटरनेट वरूनच शिकलोय पण एक ठराविक जर उदाहरण द्यायचं झालं तर खाण्यापिण्याच्या सवयी. म्हणजे सोशल मीडियामुळेच मला हे कळलं की काही लोकं आहेत, ते साखरेचं प्रमाण कमी करत आहेत, तेलाचं प्रमाण कमी करत आहेत किंवा आपण जे सॉफ्ट ड्रिंक्स पितो अ, हे किंवा ते असे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत ते पितो आपण. तर ते आपल्यासाठी चांगले नसतात. हे मला सोशल मीडियामुळेच कळलं, नाही तर बरीच वर्ष होती मी म्हणजे त्याहून पुढे कधीच गेलो नाही. वेगळ्या प्रकारचे पेय मी कधीच पिलो नाही. पण अ, मद्यपान मी कधीच केलं नाही आयुष्यात. पण सॉफ्ट ड्रिंक्स बऱ्याच प्रमाणात मी प्यायचो. पण मला हे समजलं की नाही, हे नाही करायला पाहिजे. तर हे हे 2 गोष्टी ह्या 2 म मोठे बदल माझ्या आयुष्यात नक्कीच झाले.
हां. <chuckles> हां. हां. खरं आहे की. <laughs> हां. बरोबर आहे की. हां, बरोबर आहे की. होय, का बरं? होय. हं, हं. <chuckles> हां. हां, नक्कीच. हां. होय. होय. पण असा म्हणजे आता उदाहरणार्थ आता आपण ज्या काही गोष्टींबद्दल बोललो, की तणाव वगैरे येतो ह्या गोष्टी मग ह्यात आता सोशल मीडिया तर वापरल्याशिवाय आपण राहू शकत नाही नक्कीच. हं पण आणि ही पण गोष्ट आहे, की माणूस स्वतःची तुलना त्या लोकांशी केल्याशिवायसुद्धा राहत नाही. मग आता ज्यावेळेस आपण स्वतःच्या आयुष्याची तुलना ही करतोय त्यांच्याबरोबर तणावसुद्धा येतोय. आता ह्या गोष्टी तर प्रत्येकाच्या आयुष्यात येणार. मग ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टींमधून कशापद्धतीने उपाय काढला, की बाबा आपल्याला काय करता येईल, की बाबा? हां.
अगदी. हो, जरी मी म्हणालो, की अ, तणाव येत नाही किंवा अ, प्रभाव पडत नाही असं होत नाही खरं म्हणजे; पडतोच तो प्रभाव कळत-नकळत. अगदी आपल्या अ, मनात त्या गोष्टी ठासून अ, अ, राहतात, की हा व्यक्ती पुढं चालला आहे आणि काहीच न करता पुढे चालला आहे. म्हणजे अ, अगदी फालतू रील्स बनवून तो पुढे चालला आहे आणि मी इतकी मेहनत करतोय, इतक्या प्रामाणिकपणे सगळं करतोय, आणि छान पद्धतीने करतोय, तरी हो, तरी पण मला एक मान्यता किंवा लाइक्स मिळत नाही आहेत. का असं होतंय? असं वाटतं. एक प्रतिष्ठेसाठी आपण बरंच काही करत असतो. पण अ
खर आहे की. हो. <chuckles> हां. बरोबर आहे की म्हणजे तणाव निर्माण होणारच. हं, हं, हं. किंवा आत्मविश्वासाची कमी वगैरे म्हणता येईल अशा पद्धतीने काय?
कमी नक्कीच जाणवते. नक्कीच आपण माणूसच आहोत शेवटी आपण काही संत महात्मे नाही आहोत. पण जरी तणाव आला तरी, ते आपल्याच हातात आहे शेवटी, की त्याच तणावाला आपण बदलून, थोडा एक वेगळा दृष्टिकोन अ, घेऊन, जर सुधारणा करू शकलो आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये जर बदल करू शकलो, तर नक्कीच अ, त्या गोष्टीचा एक चांगला प्रभाव आपल्यावरती पडू शकतो. म्हणजे एक छोटंसं उदाहरण याचं आहे हे म्हणजे मी आधी असे बोलायचे काही व्हिडिओज बनवायचो YouTube आणि Instagramवरती आणि अ, म्हणजे एक चांगलं एक मेंटॉरशिप म्हणा किंवा मेंटल हेल्थवरती मी बोलायचो म मानसिक अ, आरोग्य हे चांगलं कसं ठेवता येईल? ह्या प्रकारचे थोडेसे मी व्हिडिओज बनवायचो सुरुवातीला. आणि मी सुरुवातीला जे माईक वापरायचो ते अगदी साधे माईक वापरायचो. म्हणजे मला माहितीच नव्हतं, की अच्छा चांगले माईकही घेतले पाहिजेत किंवा त्याचा काही परिणाम होईल चांगला. पण जेव्हा मी पहिलं, की
<chuckles> खरंय की. हं. बरोबर आहे. खरंय. हां, नक्की सांगा ना. बोलायचे म्हणजे? हां, कशा हां, हां, ओके, ओके, आलं लक्षात. हां. बरोबर आहे की. हां. हो.
काही दुसरी लोकं जी आहेत, जे असेच बोलायचे व्हिडिओस बनवतात, ते वेगळ्या प्रकारचा हो, एक चांगला अ, माईक वापरून चांगलं काम करत आहेत. पण हे मी लक्ष देऊन, अ, त्यावरती एक थोडंसं डीप जाऊन, खोल जाऊन हे बघितलं, की अच्छा हां, त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे, की ते माईक चांगला वापरतायत. मग मी चांगला माईक घेतला आणि मग माझ्या व्हिडिओसना थोडे जास्त व्ह्यूज मिळू मिळू लागले. मान्यतेसाठी नाही म्हणणार मी हे, पण मला एक त्यात समाधान मिळालं, की अच्छा, मी जे काम करतोय, ते पोहोचतंय लोकांमुळे आणि ते पोहोचण्याचं मूळ कारण हे आहे, की मी कुठेतरी तुलना केली एका व्यक्तीबरोबर आणि त्यातून शिकून स्वतःला बदललं.
हं, पॉडकास्ट वगैरे म्हणता येईल. बरोबर आहे की. हां. खर आहे की. हां, म्हणजे थोडक्यात, बाकीच्या सोशल मीडियावर ज्या काही गोष्टी पाहतोय आपण, त्याच्यातून स्वतः कशा पद्धतीने शिक्षण घेऊन, आपण स्वतःच्या आयुष्यात काही बदल करू शकतो वगैरे, ह्या गोष्टी म्हणजे सकारात्मक, थोडक्यात म्हणता येईल, की सोशल मीडियाचा प्रभाव बघता येईल जास्त, हा पण पाहायला मिळतोय आपल्याला.
हो.
हं, मग तेच, अजून कशा पद्धतीने, म्हणजे आता तात्काळ परिणाम तुम्हाला काय जाणवतो? की सोशल मीडियावर तुम्ही ज्यावेळेस एखादी पोस्ट बघता, त्याच्यात तात्काळ परिणाम तुम्हाला काय जाणवतो? की म्हणजे असं अ, दुःख असेल एखाद्याबद्दल किंवा मोटिव्हेशन असेल, किंवा ही तुलना जी आपण करतो, त्या तुलना केल्यानंतर त्याचं जे काही प्रेरणा असेल, मोटिव्हेशन किती दिवसांपर्यंत टिकतं, किंवा फायद्याचं आहे का? जास्त करून ताण देणारच आहे. असं वाटतं तुम्हाला?
नाही फायद्याचचं नक्कीच आहे असं मला वाटतं. कारण सोशल मीडियामुळे इतकं ज्ञान आपल्याला मिळतं जरी ते अ, शॉर्ट व्हिडिओस आपण म्हणालोत अ, ते ही जरी पाहिले तरी त्यातही वेगवेगळी व्हेरायटी आहे नाही का? म्हणजे आपण चांगल्या गोष्टीही पाहू शकतो. चांगल्या गोष्टींवरही मान्यता देऊ शकतो किंवा वाईट गोष्टींवरही मान्यता देऊ शकतो. आणि चांगलं काय? आणि वाईट काय? हे ही प्रत्येकानेच ठरवायचं असतं, नाही का? तर त्यातून आपण बरंच काही शिकून अ, ते तुल तुलना करणं तर कधीच थांबणार नाही. पण त्याचा परिणामही जर आपल्यावर होत असेल तर त्यातून मी माझ्या आयुष्यात चांगले बदल काय करायचे, हे नक्कीच आपण लक्षात ठेवून ते बदल आपल्या आयुष्यात करू शकतो, असं मला वाटतं. तर तुलना थांबवण्याच्या ऐवजी आपण ते कन्व्हर्ट करून, आपल्या आयुष्यात एक चांगला बदल नक्कीच आणू शकतो.
हो. हां. बरोबर आहे की. हं. नक्कीच थांबणार नाही. हं. बरोबर आहे की. मग काय? हं. नक्कीच, नक्कीच. तर आता हे तुमच्या आयुष्याबद्दल तर झालं. पण तुमच्या आयुष्यात आता तुमच्या अ, मिसेस असतील किंवा मुलं असतील, तर आता हे पण सोशल मीडियाचा वापर करतायतच. मग त्यांच्या वागण्यात, त्यांनी सोशल मीडियाचा वापर केल्यानंतर म्हणजे तुमच्या आयुष्यावर कशा पद्धतीनं प्रभाव पडतोय की बाबा, घरात तिनं सोशल मीडियावरती जी काही लाईफ स्टाईल बघती, त्याच्यामुळं तुमच्या घरात अ, वाद निर्माण होतोय, तणाव निर्माण होतोय किंवा मुलं असतील, की मुलं सोशल मीडियावर काही बघतायत की बाबा, ह्यानं आयफोन घेतला, त्यानं ही गाडी घेतली, ती गाडी घेतली. अशा पद्धतीनं म्हणजे आता सोशल मीडियावर तुमच्या जीवनावर तर प्रभाव आहेच. पण तुमच्या ब्रेनवर प्रभाव टाकणारे तुमच्या आजूबाजूला जे व्यक्ती तुमच्याशी संबंधित आहेत, ते पण ह्या गोष्टीमुळं प्रभावित होतात, ते पण तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकतात. तर अशी काही उदाहरण तुमच्या स्वतःच्या घरात?
नक्कीच. <chuckles> अगदी खरं आहे. अ, माझ्या परिवारात माझे आई-वडील आहेत आणि बहीण आता लग्न होऊन गेली आहे. पण अ, आई-वडीलही आता बरेच शॉर्ट व्हिडिओस पाहतात आणि ते बघतात आणि त्यांना असं वाटतं, की आमचे इतर नातेवाईक जे आहेत, ते ज्या गोष्टी करतात खास करून, आपल्या आपलं जे काही स्पर्धा असते, ती आपल्या नातेवाईकांबरोबर पहिली असती नाही का? तर त्यांनी नवीन गाडी घेतली. माझा मावस भाऊ आहे. त्यानी नवीन गाडी घेतली. त्यांनी नवीन कंपनी जॉइन केली. त्याचा आता अ, ही वस्तू वापरतोय म्हणजे कदाचित त्याचा पगार इतका असेल. हे सगळं बघितलं जातं आणि कुठेतरी माझ्याशी त्या गोष्टींबद्दल चर्चा केली जाते. मग सुरुवातीला तर राग येतो खूप जास्त, की असं का करत आहेत हे? तुलना नका करू, कारण आपल्या नशिबात, आपल्या ताटात, जे वाढून ठेवलं आहे, ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण, त्यातून अ, आपण कसं बदलायचं आणि न चिडता कसं उत्तर द्यायचं. तर कारण, जरी आपण बरेच सकारात्मक झालो आहोत, तरी आपण हे गॅरंटी नाही देऊ शकत ना, की समोरचाही बदलला असेल. त्यामुळे जरी ते तुलना करत असतील तरी, मी न चिडता त्या गोष्टीला उत्तर कसं द्यायचं? हे मी नक्कीच अ, शिकलो आहे आणि शिकत आहे.
हां. होय. हं. हां. <chuckles> खरं आहे, खरं आहे. हे तर आहे. हं. हां. <chuckles> बरोबर आहे, की ईर्ष्या वगैरे निर्माण होते. <chuckles> खरं आहे की. हां. बरोबर आहे की नक्कीच. हां. बरोबर आहे की. हां. नाही, नाही, खरंच आहे. म्हणजे खरंच तुमच्या बरोबर ह्या मुद्या मुद्द्यावरती बोलून म्हणता येईल, की सोशल मीडियावरचा कशा पद्धतीनं आपल्या आयुष्याला प्रभावित करतो किंवा त्याचे काही ताण-तणाव, मानसिक ताण-तणाव सुद्धा देण्याचं काम करतं. तर आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, की बाबा, मी बाकीचे पॉडकास्ट वगैरे बघून, की स्वतःमध्ये काय बदल करता येईल आणि स्वतःला कशा पद्धतीने चांगलं बनवता येईल. ह्या गोष्टीचा म्हणजे सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितलं, की कशा पद्धतीनं आपण ह्या गोष्टीचा सकारात्मक सुद्धा वापर करू शकतो. आणि जर का तणाव येईल हां.
अगदी. हो आणि आपल्या मनाचा आपल्या मनाचा ताबा आपण जर आपल्या हातातच ठेवला तर अ, कशाचाच काहीच परिणाम होणार नाही असं मला नक्कीच वाटतं.
हं. खरं आहे, खरं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, या मुद्द्यावर बोलून म्हणजे तुमच्या बरोबर खरंच छान वाटलं मला.
मलाही छान वाटलं.
तर नक्कीच आपण पुन्हाही भेटूयात. हां, हां. चालेल. धन्यवाद हां.
नक्की. धन्यवाद.